आणि आजकाल कसं ऑनलाईन डिलिव्हरीज पण निघाल्यात नाही का. स्विगी, झोमॅटो झालं आणि अ, ब्लिंक किट झालं, बिग बास्केट झालं. तर यावर आपण फूड वगैरे ऑर्डर करू शकतो. तर ऑनलाईन तुम्ही केल आहे का हो कधी वडापाव वगैरे ऑर्डर. आणि काय तुमचा एक्सपिरियन्स होता जे स्ट्रीट फूड
हो. नाही ऑनलाईन मी नाही केला. कारण मला तुम्हाला म्हणाले की ते आमचे काका आहेत तिथलाच वडापाव मला आवडतो. आणि काकांचा वडापाव असा आहे की ते ऑनलाईन डिलिव्हरी नाही. आणि ते येतात आणि त्यांच्यातला वडापाव म्हणतात ना की 2-3 तासच असतात ते. आणि संपून जातो इतका भारी असतो ना म्हणजे खरंच. आणि सेम तो दादरवाले ते काका आहेत त्यांचा पण तसाच आहे थोडासा, पण तिथे तर अ, म्हणजे आमच्या ते जवळचे काका आहेत त्यांच्या इथलाच खूप भारी असतो वडापाव.
संपून जातं लवकर ना? <chuckles> फक्त स्ट्रीट फूडसोबत हायजीन आणि टेस्ट अ, हे सोबत जाऊ शकतं का हो म्हणजे असं वाटतं का हे कॉम्बिनेशन पॉसिबल आहे हायजीन प्लस स्ट्रीट फूड?
मला असं वाटतं ना की स्ट्रीट फूड बघा ना, त्याच्या हॉटेलमध्ये आपण एखादी गोष्ट बघतो. तर ती खूप अशी साठवणीतली असते. त्याचं फ्रेश नसतं स्ट्रीट फूड जे असतं ना आपल्या समोरच बनत. आणि आपल्याला त्यांचं म्हणतात ना की पटापट संपतं तर त्याच्यामुळे मला कधी असा प्रॉब्लेम नाही झालाय. कारण मी मुंबईत इतकी वर्ष काढली तर मला तर अ, कधी असं नाही जाणवलं. तर उलट हॉटेल
हां. बरोबर. हां. अच्छा. हं, म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्या डोळ्यापुढे बनवतोय.
काहीच प्रॉब्लेम नाही. आणि नक्की आपल्या डोळ्यांच्या समोरच सगळ्या गोष्टी बनतात. आणि मला आता वाटत जर फ्रेशली प्रिपेअर असेल तर प्रत्येक जण खाऊ शकतो ते कोणतीही गोष्ट.
नक्कीच. छान वाटलं तुमच्यासोबत बोलून धन्यवाद.